आजकाल या धावपळीच्या जगात, आपण खूप कामामध्ये व्यस्त असतो आणि आपण मग स्वतःसाठी वेळ काढणंच विसरून जातो. तर मग मला तुम्हाला असं विचारायचंय, असं कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा मग स्वतःसाठी तुम्ही वेळ कसं काढता हो? आणि तसंच मग घरातील जे काही गोष्टी असतील, त्याही साधारण कशा सांभाळता?
अह अ, ॲज अ अ, मुलगा घराचा. तो पण एकुलता एक.
हां. अच्छा.
थोडंसं अवघड असतं स्वतःसाठी अ, टाइम काढणं, स्वतःसाठी अशी वेळ काढणं ज्याच्यामध्ये मी फक्त मी आणि माझा मी टाइम असतो.
हो ना.
पण अ, मी तुम्हाला म्हणतो माझा ऑफिस असतो 9.00 ते साडे अ, आठपर्यंत रात्रीचे.
बरं. अच्छा.
आणि त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी येऊन माझं फ्रेशन अप वगैरे झालो. आई-बाबांबरोबर 10.00 10.30 पर्यंत आई-बाबांबरोबर बोलतो आणि त्याच्यानंतर तो क्षण असतो, तो माझा असतो. पण त्याच्यामध्ये पण अगदी कसं काही झालं की "ए रे बाबा, बघ रे, ह्याचा टीव्हीचा रिमोट नाही चालत आहे." अ, "हे दार लाव रे," "कुत्र्यांना जेवण दे रे," "गाड्या ठेवून द्या आतमध्ये." ते काही ना काही होत असतं. तर मग माझा असा प्रयत्न असतो की मी 11.30 पर्यंत हे सर्व संपलं, की माझ्या रूममध्ये जातो. आणि त्याच्यानंतर प्रयत्न करतो की स्वतःसाठी टाईम, वेळ काढू शकू. काय असतं ना, की दिवसभराची दम दमलेली अ, परिस्थिती आणि अ, खूप सारे अ, ऑफिसमधले ताण-तणाव ह्याच्यामुळे आपल्याला कधी-कधी वाटतं यार स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. ताकी जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना त्याच्यामधून आपण कोणत्याही परिस्थितीमधून बाहेर येऊ शकतो.
बरं. हो. होतं ना. बरं. हो. बरोबर आहे.
तर म्हणून स्वतःसाठी वेळ काढणं थोडं फार गरजेचं असतंच तर मग मी माझे प्रयत्न सुरु असतात की मी कधी रात्री थोडंफार लेटपर्यंत जागून काढतो स्वतःसाठी टाईम.
हो. अच्छा. पण मग मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मला सांगितलं की एक साधारण 11:30 पर्यंत तुम्ही सर्व गोष्टी आवरतात. तर मग अ, 11:30 नंतरच तुम्ही स्वतःसाठी वेळ काढतात. ज्याला आपण मी टाईम असेही म्हणतो. तर मग या मी टाईम मध्ये तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करतात, जेणेकरून खरंच तुम्हाला खूप छान वाटतं आणि एक आनंदही मिळतो?
अह. <chuckles> सर्वात प्रथम मी 11:30 वाजता रूममध्ये येतो. अ, आणि मस्तपैकी थोडाफार अ, मन शांत करण्यासाठी ध्यान लावतो आणि स्वतःला शांत करून घेतो. मग एकदा माझं शांत मन झालं, 10-15 मिनिटं लागतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर असं वाटतं की यार चला अ, ऐ म मोबाईल जास्त नाही चालवत. मी मोबाईल सॅटर्डे संडेलाच वापरतो. तर मग एक एखादं पुस्तक वाचतो. नाहीतर मग माझे मित्र असतात, त्यांच्याशी एकदा फोनवर बोलून घेतो. असं माझा रूटीन ठरलेलं असतं की यार एखाद वेळा त्यांना फोन केला पाहिजे, तर फोन करून घेतो. मग कॉन्फरन्स कॉल होतो. तर मग एक अर्धा 1 तास त्यांच्याबरोबर बोलून, मग मी झोपून जातो, का की अ, मी जो स्वतःसाठी आत्तापर्यंत मी टाईम निवडला होता, मतलब सुरुवातीला जो मी टाईम निवडला ना तो दीड ते 2 तासाचा निवडून अ, शकलोय. आता शक्यता माझी सुरुवात आहे, की मी पुढे वाढवू शकू हा मी टाईम. पण का की स्वतःच सेल्फ इम्प्रूव्हमेंट हा मी टाईम खूप गरजेचा असतो असं मला वाटतं. का की ज्या क्षणी तुम्ही मी टाईममध्ये राहतात, यामुळे तुमचा स्वतःचा टा वेळ काढतात, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला अ ग्रोन अप करतात आणि त्याच्यामध्ये स्वतःला तुम्ही पॉलिश करतात आणि तुमची जो जो त्रुट्या झाल्या आहेत, चुका झाल्या आहेत, त्यांना सांभाळून घेणं, त्यांना सावरण्यासाठी पण कामं करत असतात
हो. अच्छा. हां. हो का? किती छान! अच्छा. बरं. हां. गरजेचं आहे. अगदी खरं आहे. हो. बरोबर. पण मग असा जो, आपण जो स्वतःसाठी वेळ काढायचा असेल, तर मग त्याबरोबरच जी घरातली कामं आहे, कारण घरात तर कामं खूप असतात तर मग जी घरातली जी कामं आहेत, तर ती तुमच्या कुटुंबामध्ये साधारणपणे, म्हणजे तुम्ही वाटून घेतली आहेत का? जेणेकरून मग ती कामं व्यवस्थितपणे होतात आणि मग ज्याला-त्याला आपापला टाइमही मिळतो आणि तुम्हालाही स्वतःसाठी वेळ मिळतो.
हां, हां. बघा ना असं असतं की अ, मी वाटू कोणाबरोबर माझं टाई काम? अ, आई-बाबा असतात आणि मी असत मी असतो. तर फक्त 3 लोक असते तर बाबांबरोबर काही खास फार वाट वाटता येत नाही अ, काम. अ, बाबांच अस असतं "मी पण दमूनन दमून आलोय ऑफिसमधनं तर आता तू पहा तुला काय करून घ्यायचंय."
हो. हो. अच्छा.
मग कधी मला समजून अ, तर मला समजायचं आहे. तर मग आई प्रयत्न करते ताकी असं असतं, की 8:00-8:30 ला मी आल्यानंतर आई जेवायला वाढते. आम्ही तिघे एकत्र बसून जेवायला वाढतो, जेवायला घेतो, मग जेवतो. त्याच्यानंतर मी आई-बाबांना थोडं सांगतो, की तुम्ही थोडं-फार फिरून या तोवर तर मी ओटा-वोटा पुसून घेतो, जेवण फ्रिजमध्ये ठेवून देतो, वाचलेलं आणि सर्व झालेलं असतं. तर त्यांना आणि मग जसं बाबा आले, आई-बाबा आले त्यांच्याबरोबर थोडंफार बोलतो आणि जेव्हापर्यंत मी किचन वगैरे आवरतो या मग असं थोडंफार घराचं काम करतो अर्धा तास, तोवरपर्यंत मी, माझ्यासाठी कोणीतरी वेब सीरीज झाली या मग किंवा असं अशा कहाण्या, मला जो कहाण्या आवडतात. त्या कहाण्या मी ऐकत असतो त्यावेळी पण मी स्वतःचा मी टाईम करून घेतो. तर मग तो टाईम भेटून जातो मला थोडाफार. त्याच्यानंतर ते आले, तर त्यांच्याबरोबर पण थोडाफार अ, टाईम घालतो, की हा ठीक आहे, आपण पण बोलून घेतो थोडंफार का की दिवसभर असतं ना
मग? हां. हो. हो. बरं. हां. किती छान! बरं. हां.
तर त्यांच्याबरोबर संवादच होत नाही. तर मग अजून त्रास होणार, की पुढे जाऊन कम्युनिकेशन गॅप झाला, तर मग त्याला तुम्ही कसं पूर्ण करणार. तर माझा असा प्रयत्न असतो, की त्यांच्याबरोबर पण बोलून घ्यायला पाहिजे, की त्यांचं आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे, त्यांची तब्येत बरी आहे की नाही? का की तुमच्याकडे एवढा फार टाईम असतंच नाही.
बरोबर आहे. हो, अगदी खरं आहे.
तर अ, माझा सतत प्रयत्न असतो, की चला ह्यांच्याशी थोडाफार बोललं तर त्यांना बरं वाटेल. आणि त्यांना एकदा बरं वाटलं, तर मग आपल्याला थोडंसं फा असं वाटतं, की हां, चला एकदा त्यांना छान वाटतंय ना, मग आपण आपल्या रूममध्ये जाऊ शकतो आणि आपली कामं करू शकतो, जी आपल्याला करून घ्यायची आहे. तर अ, असं अ, प्रयत्न करण्याने, काम पण वाटली जातात आणि नक्की कसं कामं जास्ती झाली आता दिवसभर आई कामं करत असते, तर आपला पण अ, हा ते आहे फर्ज आहे, की आपण आईची कामं थोडीशी फार वाटून घ्यायला पाहिजे. का की दिवसभर तर ती राब-राब राबते, त्यामुळे तिला पण थोडा त्रास होणार. तर ते आपण करू शकतो, तर आपल्याला केलं पाहिजे.
हो. बरोबर. अगदी खरं आहे. हो. हलकी होतात त्यामुळे. हो, ना. बरोबर. तर मग अ, तुमच्या घरात तुम्ही सांगितलं, की फक्त 3च माणसं आहेत. तर त्यामुळे जास्त काही असं लोकांना, म्हणजे कुटुंबातील व्यक्तींना जास्त अ, वेळ देण्याचा असा काही प्रसंग येत नसेल. पण कधी-कधी बघा ना, काही कार्यक्रम असतील किंवा सण असतील, तर मग आपल्याकडे, आपले जे नातेवाईक आहे किंवा तुमचेच काही मावशीचा मुलगा, काकांचा मुलगा, मुलगी असे कोणी तुमचे भावंड, मित्र असं जर कोणी तुमच्या घरी आलं आणि मग अ, जर ते आपल्या घरी आले, तर ऑब्व्हियसली आपल्याला त्यांना थोडा टाईम द्यावाच लागतो. तर मग कधी असं झालंय का? की ते आलेत आणि मग तुम्हाला तुमचा जो मी टाईम आहे, स्वतःसाठी तुम्ही टाईम दिलाच नाही? किंवा मग जर दिला असेल, तर मग नंतर असं गिल्ट आलाय आहे का, की "अरे, मग तो तेव्हा आला होता, मी त्याला टाईम द्यायला पाहिजे होता, तर मी माझ्या स्वतःसाठी वेळ नसता काढला तरी चाललं असतं." तर असा काही प्रसंग झाला आहे का तुमच्यासोबत?
आ, अ, आम्ही 3 लोकं आहे घरामध्ये. पण, आमचं कुटुंब फार मोठा आहे आणि माझा एक मोठा दादा आहे, सख्खा भाऊ. तो, त्याची बायको आणि एक छोटी पिल्लू, ती फॉरेनला असतात. कारण, की माझ्या भावाची आयटी कंपनी आहे. तर, तो तिथेच राहतो आणि तिथूनच कामं करून घेतो. मग, तो वर्षामध्ये दोनदा येतो अ, पूर्ण हे एक-दीड महिन्यासाठी थांबायला इथे. त्या हिशोबाने तो येतो. आणि, मग तो आला तर, मग आपलं समय थोडंसं अ, बदलतं. बाकीत्याची सवय आणि आपल्या सवयींमधे फार अंतर असतो. मग त्याचा तो आला तर, मग आमच्या कुटुंबामधला आत्ते, आत्याचे मुलं, काकाची मुलं सर्व येतात.
हो. बरं. अच्छा. हां. बरं. हां. अच्छा. बरोबर. रूटीनच बदलतं हो. हां.
तर, कधी-कधी असं असतं, की एकदू एक-दीड हफ्त्यासाठी येतात ते लोक सर्व.
हं, अच्छा.
आ, हां तर मग मस्त म मैफिल रंगते आणि मग ते खूप काही होतो. तर, मग माझं प्रयत्न असतं, की त्या क्षणी अगरमी स्वतःला पण मी टाईम नाही दिला तर, चालेल. ता की ते लोकं एकदाच येतात आणि अ, पाहुणे जर, असं पहा मी जास्त नातेवाईक आणि पाहुणे नाही करत. पण, जे ब भावंडांबरोबर मला रमतंना मग तर मज्जा येते, त्या लोकांना मी खूप छानपैकी टाईम देतो. आणि त्याच्यामध्ये मला मी टाईम नाही भेटलाना तरी चालेल. कारण, की त्यांच्याबरोबर जो टाईम आहे. तो पण, माझा किंवा मी टाईमच आहे. त्याच्यामध्ये मला आनंद भेटतोना तो, तो माझा मी टाइम झालेला आहे. तर, मला एवढं नसतं त्याच्यात. कारण, की काय असतं पहा आ आणि जसं मावशी वगैरे आले ना, मावशी आली मग थोडेसे वयस्कर लोकं आले. तर, आईला माहिती असतं, की हा ह्यांच्याबरोबर बसणार नाही काही. तर, ती अ, तेच करते जो तिची रोजची प्रक्रिया आहे, की 11.30 वाजेपर्यंत मला म्हणते, की "जा बेटा तू झोपून जा, दमला असेल." तर, तू रूममध्ये जाऊन तू काय करतो ते आईला पण काही टेन्शन नाही माहिती आहे, की ठीक आहे, पुस्तकं वाचायला बसेल, या मग, काहीही करत बसेल. पण, त्याचा स्वतःचा एक वेळ आहे. मी ते आईला सांगून ठेवलंय, की आई माझा हा प्रयत्न राहील आहे, की मी माझं कमीत-कमी स्वतःला थोडाफार समय देऊ. त्याने माझं थोडं फार असं म्हणू शकतो, आपण की माझं थोडंफार तर छान होणार तर असं असतं.
बरं. अगदी, खरं आहे. हां, हां. हां. अरे वाह! अगदी खरं. हो. हो. हो. अच्छा. अच्छा. तर मग माझ्या साधारणपणे असं लक्षात आलं की तुमचे जे म्ह म्हणजे भाऊ-भावंड जे आहेत तुमचे. तर ते आले की तुम्ही थोडंफार अ, जे तुम्ही 11:30ला तुमच्या रूममध्ये जाता किंवा जो जास्त मी टाईम काढता तुम्ही. तर तो त्यावेळेस एवढा देत नाही. मग जेणेकरून काय होतं की अ, त्यांच्याशी वेळ घालवायला मिळतो. कारण ते कधीतरी आपल्याकडे येत असतात आणि मग त्या गोष्टीलाचं तुम्ही स्वतःचा मी टाईम म्हणतात. कारण तुम्हाला त्यांच्याशी बोलून, त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्ही त्यालाचं मी टाईम म्हणतात आणि तुम्हाला त्याने छानही वाटतं. पण मग काही काही कुटुंबात बघा कसं असतं, की अ, म्हणजे स सहसा लग्न झाल्यानंतर बायको असेल किंवा एखादा नवरा असेल आणि मग त्यांचं एक बाळही असतं आणि या सोबतचं ते ते कुठेतरी कामाला जातात, जॉब सांभाळत असतात. तर मग अशा वेळेस या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना मग त्यांनी त्यातून कसा अ, तो जो मी टाईम आहे स्वतःसाठी वेळ काढणे. तर ते साधारणपणे कसं मॅनेज केलं पाहिजे?
आ, हा असं मला वाटतं, हा खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुमचं बाळ होतो ना, तेव्हा मी टाईम तुम्ही स्वतःसाठी काढणं, एक खूप मोठा असं म्हणू शकतो आपण की अवघड परिस्थिती आहे.
हो. अवघडच. बरोबर.
तर अ, ह्याच्यामध्ये माझ्याकडे ना, एक छोटासा पण हो होऊ शकतो, तुम्ही मला चुकीचं म्हणाल पण आणि अ, आह, जेव्हा बाळ होतो, तेव्हा एक अ, जेव्हा बाई असते, तर तुम्ही हसबँड वाईफ दोघी जॉब करतात. पण बाईची जॉब सुटते. हे ना? पण मुलाची जॉब तर असते ना, तर तो जॉबला जातो. मग ती बाई तर घरात सांभाळते, बा सासू-सासऱ्यांना सांभाळून घेते. मुलगा छोटा असला मतलब आता 2-2 महिन्याचा झाला तर बाय बायकोला सासू आधार देते. सर्व करते तुमची आई छानशी ठेवते. पण तुम्ही दोघांना मी टाईम भेटत नाही, का की मग ते पोर असतो. तर अ, मी सांगू तुम्हाला? एक छोटीशी आहे की अगर तुम्हाला जिथेही टाईम भेटतोय ना, मग तिथे बोला, कसं? अगर तुम्हाला वाटतंय की तुमचा नवरा बाथरूममध्ये गेला, बाथरूममध्ये तरी संवाद घाला, चालेल की आणि हां, अरे भाऊ आपण अ, जेव्हा नवरा-बायको होतात ना 2 लोकं, त्यांच्याकडे अ, काही प्रायव्हसी नसते. एकमेकांच्या अ, पर्सनल स्पेसमध्ये शिरतात ते लोकं, जो नक्की एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना माहिती आहे की पर्सनल स्पेस त्यांच्यासाठी तर काही नाही आणि ते एकमेकांना अ, बिना बोलता पर्सनल स्पेस पण देतात. पण जेव्हा पर्सनल स्पेस घेऊन घ्यायचं असतं, तेव्हा ते ही घेऊन घेतात. का की त्यांना माहिती आहे आपल्याला टाईम नाही भेटत तर आपण कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपला टाईम स्वतःसाठी तर का काढलंच पाहिजे. तर तर असं असतं की जेव्हा पण तुम्ही अ, असं काहीतरी कराल तर तुम्हाला स्वतःचा मी टाईम भेटेल. म्हणजे की बाथरूममध्ये बोलला किंवा जेवताना एकमेकांबरोबर बसा. असं असतं ना की जेव्हा बाई, अ मुलगा 2 वर्ष 2 महिन्याचा असतो, दीड महिन्याचा असतो, तेव्हा अ, जो आई असते त्याची मुलाची, त्याला आपल्या बेड वरच जेवण देतात की तू इथेच जेव आणि इथेच त्याला दूध पाज आणि झोपून जा आणि मग आराम कर. तर त्याच क्षणी तिला जेवण भरवा, तिच्याबरोबर बोला तर तो तुमचा मी टाईम झाला.
नाही, सांगा ना मला ऐकायला आवडेल. हां. हो. हो. बरोबर. हां. खरं आहे. नक्कीच. हां. अच्छा. बरं. हो का? हां. अच्छा. बरं. हो. खूपच कमी असतो. बरोबर आहे. हां. हां. बरोबर. अच्छा.
मला असं वाटतं की जेव्हा आपल्याकडे जेव्हा पण वेळ भेटते ना, तेव्हा आपण आपल्या अ, लोकांशी बोलून घ्यायला पाहिजे.
बरं.
आणि अ थोडा अ, स्पष्ट बोलू ना, तर जीवन काळामध्ये आपण हे प्रयत्न करत असतो की मला माझा टाईम भेटेल. पण कधी-कधी असं असतं जे लोकांशी तुम्ही भेटला, ज्यांना तुम्ही बोलायचा टाईम नाही दिला, ज्यांच्याशी भेटला नाही. हे लोकं एक दिवस हे जग सोडून जातात आणि मग नंतर तुमच्या मनावर एवढं ओझं असतं ना. त्या ओझ्याला काढणं खूप कठीण असतं. माझा एक मित्र होता. त्याचे सतत मला फोन यायचे. मी त्याच्याशी बोललो नाही. पण त्याच्यानंतर मला खबर आली की तो तो गेला.
हो. हो ना. हो. अगदी खरं आहे. अरे बापरे! मग तुम्हाला खूप वाईट ल वाटलं असेल? हो ना.
हां. 30 वर्षाचा आयुष्य होतं त्याचं. तो गेला. आणि तो ओझं आजपर्यंत माझ्या मनावर आहे की मी त्या अशा मित्राला गमावलं ज्या जो मला रोज करून फोन करायचा. पण माझी लायकी नाही की मी त्याला अ, जपून ठेवू शकू, तर तो हरवला माझ्याकडनं. म्हणून माझा असा प्रयत्न असतो ज्याच्याशी बोलायला जेव्हा वेळ भेटतं ना बोला. का की काय असतं कुटुंब हे बोल एकमेकांशी बोलण्यावर संवादावर चालतं. तुम्ही गृहीत काही धरलं आणि मनात काही अजून चाललेलं आहे ना, तर तो कुटुंब पण तुटतो. आणि त्याचे माणसं पण आपल्याकडनं दूर होतात. आणि जीवनाचं हेच अट्टल सत्य आहे तो कोणासाठी थांबत नाही. तर फक्त हे प्रयत्न करा, तुमच्या बोलण्याने वागण्याने कधीही कोणाला त्रास झाला नाही तर तुम्ही जीवनामध्ये खूप छान होणार.
हो. हो ना. बरोबर. खरं आहे. अगदी खरं. अगदी बरोबर. हां. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं, की जर एखादा व्यक्ती आपल्याला एवढं महत्त्व देत असेल किंवा त्याला आपली एवढी गरज असेल. तर आपणही त्याच्यासाठी वेळ काढलाचं पाहिजे. कारण जेणेकरून म्हणजे त्यालाही खूप छान वाटेल आणि मग तो काही चुकीचे पाऊल किंवा त्याला ज्या काही समस्या असतील तर तोही आपल्याला सोबत शेअर करू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं सांगितलं, की आपल्याला जसा वेळ मिळेल, मग ते नवरा-बायकोमध्ये असो किंवा आई मुलामध्ये असो किंवा भावंडासोबत. जिथे कुठे वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तर आपण त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात आणि ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो. तर त्या गोष्टी कर करण्यासाठी कोणतीही वेळ न बघता जसा वेळ मिळेल तसं आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर हे सर्व तुम्ही जे उपाय सांगितलेत मला. तर ते मला खरंच खूप पटलेत आणि मीही ते बाकीच्या लोकांना, माझ्या जवळच्या व्यक्तींना नक्कीचं सांगण्याचा प्रयत्न करेल. तर या सर्व गोष्टींसाठी खरंच तुमचे खूप-खूप धन्यवाद आणि खूप-खूप आभार.
तुमचं पण खूप-खूप धन्यवाद. एवढी शांततेने मला ऐकण्यासाठी.